बरोबर. मग काही रूटीन्स किंवा काही छोटे-छोटे ट्रिक्स आहेत का, जे सुट्टीचा दिवस खास बनवतात जसे की सोशल मीडिया ब्रेक, सकाळची चाल, खास नाश्ता म्हणजे काही उदाहरण शेअर कराल का?
अं, मी जसं म्हटलं तुम्हाला, की सकाळचा नाष्टा तर कंपल्सरी वेगळाच असतो आमचा रविवारचा ठरलेला कारण दररोज पोहे खाऊन-खाऊन वेगवेगळ्या प्रकारचे कंटाळा आलेला असतो.
हो, हो. कंटाळा येतो. <snorts> हो ना. बरोबर.
त्यामुळे अ, पोह्याचा जरी म्हणजे कंपल्शन असलं माझ्या नवऱ्याचं, की नाही मला पोहेच खायचेत, तरी पण आम्ही बऱ्याच वेळा त्याला शेंड्या लावतो. नाही बनवत त्याच्यासाठी पोहे. हो. उपमा किंवा आपण इडली किंवा काही वेळेला अ, मी बऱ्याच अप्पे म्हणा किंवा बऱ्या अप्पेला न, खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. अप्याची 1 प्लेट खतम होईपर्यंत दुसरी प्लेट तयार होत व्हायला वेळ लागतो, मग ते खायला कंटाळा होतो त्याचा आणि बनवायला पण खूप वैताग येतो. त्याच्यापेक्षा मग डोसे आहेत किंवा मेदूवडे आहेत.
हं. हां. मग उपमा वगैरे असं काहीतरी चेंज छान वाटतं मग, हां. हो, हो. अप्पे हो. अच्छा. हो, हो. बर बरोबर. हो ना. हो, हो.
उन्हाळ्याचे दिवस असतील, तर मग अ, आपण दही दहीवडे वगैरे असा प्रकार आता थंडीचे दिवस आहेत तर हलवा वगैरे आदल्या दिवशी करून ठेवला, तरी तो छान जातो, एकदा तर मी अ, खा हे फाफडा विकत आणला होता आणि जिलेब्या घरी तळल्या होत्या.
नक्कीच, नक्कीच. हां. अग हं. बरं. हां. हो, हो. वाह वाह वाह! <chuckles>
फाफडा जिलेबीचा प्रकार केला होता. म्हणजे असं काही झालं की मग मजा येते. थोडं वेगळं, थोडसं आपल्याला रिलॅक्स पण होतं थोडंसं प्रेशर असतं पण
हां. बरं आणि म्हण म्हणजे काय चेंज वाटतो तुम्हाला म्हणजे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे का, अशा ब्रेक वगैरे काय वाटतं तुम्हाला? हां.
खूप गरज आहे. खूप गरज आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला ब्रेक घेणं गरजेचंच आहे. आणि जर तुम्ही रुटीनमधून बाहेर नाही पडलात तर मग ते बोर होतं आणि मग ना, चिडचिड होते आपले अनाठाई.
हो ना. हो. अगदीच. हो बरोबर, नक्कीच.
चिसीज खरी म्हणजे त्या चिडचिडीचं काही स्थान असायची गरजच नाहीये, जर तुम्हाला असा एखादा ब्रेक मग संध्याकाळच्या वेळेस अ, जेवणाची वगैरे जास्त काही स्ट्रेस नसतो आमच्याकडे. कारण दुपारी एवढं अ, सकाळी नाश्ता आणि दुपारी पोटभरीचं झालं, की हार्डली संध्याकाळी कोणी जेवतं. मग कधी कोण म्हणतं की चला पाणीपुरीच खायला जाऊया. किंवा भेळचं करूया. मग एक असं काहीतरी होतं आणि मग संध्याकाळी थोडी रिलॅक्स असते रविवारीची संध्याकाळ बऱ्यापैकी रिलॅक्स असते.
हां, हां. पॅक झालेलं असतं हो. हो ना. हो ना बघ अगदी. हो. रिलॅक्स असते, छानच! हं. अरे वाह! हां. वाह! चेंज म्हणून पण छान वाटत असेल, तर मस्त. अ, छान! तर मस्तच तुम्ही सांगितलं साप्ताहिक सुट्टीत अ, म्हणजे काय-काय करता? बरीचशी आव म्हणजे कामं आवरून घेता, ग्रॉसरी आणणं किंवा काही. किंवा पुढच्या अ, आठवड्याचं काही असं नियोजन करणं म्हणा किंवा ब्रेकफास्ट करणं कुटुंबियांशी वेळ घालवणं अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी करता आणि ती साप्ताहिक सुट्टी एकदम सत्कारणी लावता आणि एक रिफ्रेशमेंट घेता म्हणजे ताणतणाव दूर होतो आणि नेहमीच्या कामातनं थोडं बदल. तर अ, खूप छान वाटलं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
हो. कधी वाटलं तर मग बीचला वगैरे एखादी चक्कर मारून घेणं. हां. आणि त्या हो छान वाटतं ते रिलॅक्स वाटतं. बरोबर. हो. बरोबर. मलाही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, धन्यवाद.

हां आणि काय करता मग विश्रांती घेता? हां, काय-काय करता?
मग त्याच्यानंतर मग सकाळचं नाही मेन म्हणजे हे जे काही सकाळचा नाश्ता वगैरेच प्रकरण आहे ना ते सगळं एकत्र येतं. सगळेजण एकत्र बसतात. एकत्र मग छान नाश्ता होतो मग नंतर मग कुठे दि दिवसाचं प्लॅनिंग एक्चुअली त्या टेबलवर तिथे होतं. की काय करायचंय काय नाही करायचं आजचा दिवस आहे, कारण मुलांची बऱ्याच वेळेला मागणी असते कुठे बाहेर जायचं असतं. किंवा, माझी तर सगळ्यात मेन हे असते डिमांड असते, की मार्केटला जायचं, भाजी घ्यायची. किंवा घरातल्या घरातले जे काही साहित्य आहेत कारण आम्हाला जवळ मार्केट जवळ नाहीये. त्यामुळे हां, एका सर्टन डिस्टन्सपर्यंत जावंच लागतं आणि मग जाताना-येताना तुम्हाला जर अ, बऱ्याच रिक्षा किंवा जर गाडी हे असतात ज्या शेअर वगैरे असतात ऑप्शन्स ते पण एवढ्या लवकर मिळत नाहीत. मग त्यापेक्षा आपण स्व आपल्याबरोबर कोणीतरी असलं, की एक जण गाडी चालवतंय, दुसरं सामान घेतंय ते पटापटा काम होतात मग
बरं. हां, हां, हां. ओके, ओके. हो, हो, हो. अरे वाह! हां. <chuckles> बरं गावात जायला लागतं तिकडे, हां. हं. हं. हां. हो ना. हो मग मग तुम्ही सामान अ, आणायला कायम बाहेरच जाता का मग Blinkit म्हणा किंवा अ, कशावरनं म्हणजे BigBasket वगैरे असे <coughs>
बऱ्याच वेळेला नाही मी आवडत मला तो ऑप्शन काही-काही वेळेला अगदीच जेव्हा काही म्हणतात ना, की पर्यायच नाही. मग अशा वेळेला तर ते कुठेतरी एक्सेप्ट केलं जातं आणि ठीक आहे एखाद्या वेळेला.
<coughs> अच्छा. हं. बरं, बरं. म्हणजे त्याच्यामुळे काय म्हणजे लॉस होतो म्हणजे अ, वै वेळ तर वाचतो, पैसे तरी वाचतात, मग का क्वालिटी मिळत नाही म्हणजे काय
लॉस. पैसे वाचत, पैसे नाही वाचत पैसे नाही वाचत आणि क्वालिटीला सुद्धा कॉम्प्रोमाईज बऱ्याच वेळा करावं लागतं. कारण आता असं एक साध उदाहरण देते, मी आता दुपारीच बघत होते. तर आता सध्या मार्केटमध्ये ₹10 ते ₹15 च्या रेन्जनी मेथी मेथीची जुडी आहे. तेच ऑनलाईन मार्केटमध्ये तुम्हाला 21, 25 अशा रेट आहे. वेगवेगळ्या ॲपवर वेगवेगळे रेट आहेत आणि त्याच्यात क्वांटिटी आणि ती नंतर येणारी क्वालिटी.
नाही का? हां. बरं, बरं. हां. बरं. हां. बापरे! हां. हां, हां. बरोबर. हां.
त्यामुळे मग ते मला मला परवडतं की स्वतः जाऊन, घेऊन आलं. ते स्वतःच्या देखरेखीत आणि बऱ्यापैकी मग सामान येतसुद्धा जर कोण आपल्याबरोबर माझ्या म्हणजे मिस्टर असतात बऱ्याच वेळेला
हां. हं. हो ना, हां.
त्यामुळे सामान हे बऱ्यापैकी येत आणि मग आठवड्याभराची एकदाच अशी लिंक लागून जाते की ओके उद्या मेथी करायची आहे. परवा उसळ करूया, थेरवा म्हणजे हे असं लिंक असल्यामुळे मग त्रास नाही होत.
हो ना. बरोबर. नक्कीच.